अच्छा.
आणि मी पण सांगून बघितलं. नाही म्हणे, हे, हे जसं आपण म्हणतो ना, सिग्नेचर लुक तर तो म्हणतो हा माझा सिग्नेचर लुक आहे. आणि मी त्याला खरंच आजपर्यंत कधीही अ, दुसऱ्या कपड्यांवर कधीच बघितलेलं नाही. कधीच नाही. आजपर्यंत नाही बघितलेलं. जेव्हापासून माझी त्याच्याशी ओळख झाली तेव्हापासून तो कोट सूटवरच आहे. हाच त्याचा सिग्नेचर लुक.
अच्छा. पाहिलंच नाही. हं, असं पण. अ आलं लक्षात.
म्हणजे अगदी तो रील वगैरे करतो ते तेव्हा सायकल वगैरे चालवतो त्याच्यावरती वगैरे असं काही-काही करतो तो. पण तो अ, त्याचा लुक सोडत नाही. <chuckles> अशी काही-काही लोकं असतात.
हो, आलं लक्षात. हो ना. अच्छा, आलं लक्षात. मला का हं, का माहित नाही. पण मला तुमच्या मित्राचं ऐकून ट्रम्पची आठवण आली, हा ना. त्याचं तसंच आहे ना. तुम्ही त्याला असं नॉर्मल लुकमध्ये खूप रेअर्ली पाहिलं असेल, गोल्फ वगैरे खेळताना एखाद्या वेळेस नाहीतर सूट-बूटच त्याचं. <chuckles> हं.
<chuckles> हां. हां. हां. हां. येस, येस. सूट-बूटच असतो. नाही, पण त्यांच्या इथं ठीक आहे हो. त्यांचं वातावरण थोडंसं गार असतं. हां आणि कल्चर तसलं आहे. पण इकडे वातावरण थंड असल्यामुळे ते ठीक वाटतं. पण इथे तसं, अरे, बापरे!
समजू शकतो. हां, कल्चरच तसलं आहे तिकडं नाही का. वातावरण थंड आहे. हं. उन्हाळ्यात पण घालायचा तो. <chuckles>
हां, हां, हां, हां. असं भर उन्हात बघितलंय मी घातलेलं त्याला.
अरे बापरे! अच्छा, मग? आलं लक्षात. हां, मला एक विचारायचं होतं, तुम्ही तुमचा सिग्नेचर लुक सांगितलात. फ्लॅट शूज किंवा जे नॉर्मल तुम्ही सांगितलंत ना, पूर्ण जीन्स पँट, टी-शर्ट, अंगठी है ना. तर यामध्ये अ, तुम्हाला केव्हा जाणवलं बरं का की हां, हाच माझा सिग्नेचर लुक आहे. म्हणजे ट्रायल अँड एरर केलं असेल तुम्ही नाही का, पहिल्यांदा काय काय ट्राय केलं बरं तुम्ही?
हं. हं, हं. जीन्सपँट आणि हो, हो. हं, हो, हो.

अ, नाही खरं सांगायचं तर हे आपोआप आलेला लूक आहे तो मला. अ, म्हणजे कॉलेजच्या अ, कॉलेजच्या दरम्यान अ, 10वी पर्यंत तर एखादी जीन्स पँट घेतली असेल कधीतरी. पण अ, 11वी-12वी ला गेल्यानंतर अ, जी 1 जीन्स पँट होती. ती 2, 2 चे 4 झालेत बा असं. आणि ते जेव्हा मी घालायचो आणि सोबतच एक अ, काय त्याला म्हणायचं एक अ, कॉन्फिडन्स यायला लागला. ते फॅब्रिक असं असतं ना थोडंसं असं अ, राठ असतं. थोडंसं त्याची शिलाई वगैरे आहे ना, तुम्ही बघितली ना अशी खूप अशी पक्की आणि काहीतरी घट्ट असते ती. तर अ, ती
अच्छा. बरोबर. बरोबर आहे. रिजिड असं काहीतरी शब्द आहे बहुतेक. रिजिड म्हणतात त्याला खूपच जास्त रिजिड आहे माहिते आहे का. म्हणजे घट्ट आहे एकदम. हं.
आणि हां. घट्ट आणि ते खूप अ, अं, ती घातली का मला एक कॉन्फिडन्स यायला लागला. हो. आणि मग ते आपोआप जे आपण ट्राउझर्स वगैरे म्हणतो ना, ते मी घालणं आपोआप अ, कमी झालं माझं 12वी नंतर आणि एफवाय नंतर तर मी फक्तच जीन्सवरच होतो. पण त्याच्यामध्ये मग अ, जीन्स असायची. मग ती अ, स्टोन वॉश, मग ती ग्रे कलरची, मग ब्लॅक कलरची, ब्लू. हां.
हां. हो ना. अरे वाह! व्हरायटीज म्हणजे जीन्सलाच तुम्ही हे झालात एक्सेप्ट केलत आणि व्हरायटीज त्यामध्येच अ, हे करायचं.
अ‍ॅक्सेप्ट केलं. त्यामध्येच व्हरायटी मग मी सुरू केली मग. तर अ, तो एक अ, कॉन्फिडन्सच आला मग. असं खूप जास्त मी अ, ट्राय केले नाही दुसरे स्टाईल. पण अ, तोच मला आवडला. आणि
बरोबर आहे. आलं लक्षात. म्हणजे एक प्रकारचा अ, समाजामध्ये जो चालू होता ट्रेंड. त्यालाच तुम्ही फॉलो केलात. कारण की जीन्सचा ट्रेंड सर्वकडच अ, घालतात सर्वजणं, तेच कुठेतरी प्रभावित झालात तुम्ही हं.
हं. फॉलो केल. मग. तो हं आणि तो येस. आणि तो कायम स्वरूपी राहतो ना. मी जेव्हापासून सुरू केलंय ना, तर तेव्हापासून आतापर्यंत लोकं जीन्स वापरतातच. मग ती अ, मी अ, अर्थातच ते फाटलेले वगैरे असतात तसं नाही प्रिफर करत मी कारण मला ते जमत नाही. <chuckles> त्यालाही स्टाईल म्हणतात, पण मी तसला नाही करत. मी अ, अ, कोरी जीन्स <chuckles> ज्याला म्हणतात तशीच घेतो. आणि मग माझ्याकडनं ते अ, थोडंसं फिक्कट झालेली ते मांडीवरती आणि गुडघ्याच्या इथे वगैरे ती फिक्कट होते ना, मग तसं. हां, शेड्स येतात ना ते. तसं मी माझ्याकडूनच करतो. विकत नाही घेत तसलं मी. असं. असं असतं.
हो ना. हो, हो. <chuckles> ते त्याला पण स्टाईल म्हणतात आजकाल नाही का. <chuckles> आलं लक्षात. म्हणजे अ शेड म्हणतो आपण त्याला, शेड्स असतात त्याला नाही का. हो. आलं लक्षात. हं. तर या सिग्नेचर लूकचा तुमच्या भावनिक स्तरावर पण काही असर होतो का हो, म्हणजे कधी-कधी कसं होतं, आपण समजा अ, काही कारणास्तव सिग्नेचर लूकमध्ये नसलो. थोडा अनकम्फर्टेबल काहीतरी मिसिंग आहे असलेलं वाटतं नाही का. अरे अ, वेगळंच वाटतं. असं होतं का भावनांवरही असर होतो त्याचा?
हं. हं, हं.

बरोबर इलास्टिक असतं त्याच्यात थोडं जास्त नाही, थोडं असतं म्हणजे. हं.
येस. हां. इलास्टिकच असतं त्यामध्ये. थोडंसं इलास्टिक असतं. त्यामुळे ती ना अशी अ, बसताना अशी ती घट्ट बसते. तर ते असं वाटतं की ते घातलंय तर ते काय म्हणूयात अ, पायजामाच घातलाय तो. व्हाईट कलरची घेतली मी. जेणेकरून मग हां. व्हाईट कलरची जीन्स घालायची जी अ, काय म्हणतात अ, स्ट्रेचेबल असेल ती घातली क ती अशी घट्ट दिसते खाली आणि असं बघितल्यानंतर असं वाटतं की अ, त्याने पायजामा घातला आणि वरती कुर्ता घालायचं, खाली कोल्हापुरी चप्पल घालायचं. हा एक मी अ, आणि मग खाली मफलर किंवा स्ट्रोल असतं ते असं करायचं आणि ते कळत पण नाही कोणाला, की हा आतमधून जीन्सवर आहे. पण आपला कॉन्फिडन्स पण राहतो आणि पारंपरिक पण होऊन जातं. असं ते एक थोडंसं, अ, लूकमध्ये करतो.
हो. हो. अच्छा! हां. आलं लक्षात. हं. इंटरेस्टिंग. हो. <chuckles> मस्त. हं, हं. म्हणजे एक प्रकारचं तुम्ही अ, फ्युजनच टाइप केलं तर नाही का म्हणजे पारंपरिक प्लस तुमचं अ, सिग्नेचर लूक ह्याच मिक्सचर करून तुम्ही स्वतःच एक बनवलंय. तर अ, बघा ना, वेगवेगळ्या जागी आपल्याला वेगवेगळे लुक्स ठेवावे लागतात बघा तुम्ही डेली लाईफच तर सांगितलं, पण सण-समारंभ जर असेल, तर अशा वेळेस तुम्ही काय करता? किंवा ऑफिसमध्ये जायला आपलं अ, वेगळा लूक ठेवावा लागतो
हो, फ्युजन असतं. सिग्नेचर लूक पण मिक्सचर. हो. हो, हो. हो, हो. हं, हं. हां. नाही, नाही ऑफिसमध्ये अ, स्वतःचीच फर्म असल्या कारणाने तिथे अ, <chuckles> ओनर असल्यामुळे मग आणि अ, आता बाकीची पण जी मंडळी आहेत, ती सगळी क्रिएटिव्ह क्षेत्रामधली आहेत. जसं एडिटर आहेत किंवा कॅमेरामन आहेत. तर मग ते काही लोकं ते अ, 6 पॅकेट असलेले ते नाही का, अ, ट्राउझर्स असतात ढिल्ले ते वापरतात ते किंवा ते लूज असतात 3/4 ते वापरतात.
<chuckles> अच्छा, ओनरच आहेत मग काही ताण नाही तिकडे. <laughs> हो ना. हो, बरोबर. लूज. त्यांना काहीतरी ठेवावच लागतं ना, गॅजेट्स वगैरे छोट्या-मोठ्या म्हणून ते जास्त पॅकेट्स ठेवतात. हां.
बरोबर, बरोबर. येस, येस, त्यांना बॅटरीज ठेवावी लागती, कार्ड ठेवावे लागतात किंवा काही रिफ्लेक्टर छोटे-छोटे रिफ्लेक्टर असतात, लेन्सेसचे छोटे-छोटे भाग असतात, फिल्टर असतात काही ते ठेवण्यासाठी मग त्यांना ते अ, जरा जास्त कम्फर्टेबल असतं. किंवा ते मग हाल्फ जॅकेट घालतात आणि त्याला पण असे खूप अ, खिसे असलेले ते वापरतात ते. पण ठीक आहे, तो त्यांचा सिग्नेचर लूक आहे. मला त्याच्याशी म्हणजे काही अ, <chuckles> वावडं नाही मला काही. ओके मला वाटतं. छान वाटतं ते मला.
बरोबर आहे. हो ना. घेणं-देणं नाही. हां, म्हणजे अ, अ, आलं लक्षामध्ये. म्हणजे काही अपोझिशन पण नाहीये तुमच्यात. मग अ, नुसार तुम्ही करा नाही का, म्हणजे ठीक आहे म्हणजे. हं. तर अ, आता लुक्सबद्दल बोलतोय, तर सोशल मीडियाला सोडून कसं चालेल नाही का. <chuckles> अ, एवढा मोठा अ, ट्रेंड वगैरे चालतं लोक कॉपी करतात. सोशल मीडियावरून खूप सारे लुक्स तर अ, काय वाटतं बरं सोशल मीडियाचा काय रोल आहे आपल्या सिग्नेचर लूकमध्ये इन जनरल म्हणजे तुमच्या आयुष्यावर असेल तरी सांगा आणि इन जनरल लोकांवर कसं प्रभावित करतं हे सिग्नेचर लूकच जो ट्रेंड येतो एखादा?
हां, हां. हां, हां. ठीक आहे, काय. हो, हो, हो. हां. हं, हं, हं. हो, हो. हां.

हो, बरोबर आहे. हां, त्यामध्ये पण लुक्स आलेत आजकाल. <chuckles>
हां, त्या त ते माझा, त्यामध्ये पण लुक्स आलेत ना. पण माझं त्या अवतारमध्येसुद्धा अ, सोशल मीडियाचा आहे म्हणून सांगतोय की अवतारमध्येसुद्धा माझी जीन्स पॅन्टच आहे. फ्लॅट शूजच आहे आणि हुडीवालं टी-शर्ट आहे त्यामध्ये. हुडी असते ना ती टोपी असते ते हुडी, अ, ते टी-शर्ट आहे आणि ते पण व्हाईटच आहे. व्हाईट आणि ब्लू जीन्स अ, ते शूज आहेत, अ, अ, ज्याला लेस नसते, फ्लॅट असतात. ते शूज आहेत खाली. आणि <chuckles> म्हणजे अवतार पण माझा तो आहे आणि मध्यंतरी नाही का ते काही अ, फोटोग्राफ्स आपण अपलोड केले की ते काहीतरी ड्रेसिंग वगैरे येतात. तर त्याच्यामध्ये मग मी स्वतःला कोट पण घातला आहे, जोधपुरी पण घातली आहे. अगद अगदी जॅक स्पॅरोचे जे ड्रेसेस होते, ते पण मी घातलेत, अ, त्यामध्ये हं. हं असं काउबॉय
हां. <chuckles> अच्छा, हुडी. हां, आलं आलं लक्षात. येस हॅकर टाइपची. <chuckles> हां. अच्छा. हो. हां. अच्छा. ते पण घातले. हां, फिल्टर्स टाइपचे. अरे वाह! <chuckles> म्हणजे अ, हे पण एक तरीका आहे. अच्छा, काऊबॉय पण? <chuckles>
हां. <chuckles> काउबॉय पण आहे. ती मोठी हॅट वगैरे, शेजारी घोडा उभा आहे. मी त्याला असं धरून उभं आहे. <chuckles> असं सगळं तेही केलंय. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएगीचं' शाहरुख खानची हॅट वगैरे, जॅकेट ते पण मी ते ट्राय केलंय. पण त्याच्यामध्ये केले, ती गंमत म्हणून, मज्जा म्हणून ठीक वाटते. कारण त्याच्यामध्ये मला डिस्कम्फर्ट काही वाटत नाही. मी एन्जॉय करतो ती गोष्ट. हं.
हॅट असते. घोडा आहे. वॉव! हां ना. हो ना. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही अ, न ट्राय करता रिअ‍ॅलिटीमध्ये तुम्ही तिथं डायरेक्ट अ, हे करू शकता आणि एआयने तर नेक्स्ट लेव्हललाच गेलय का हे सर्व गोष्टी, म्हणजे बघा ना एआयला एखादं इनपुट दिलं आणि त्याला म्हटलं ह्या साइडने दाखव, बॅक साइडने दाखव, टॉप साइडने दाखव. ते सर्व दाखवतं. <chuckles>
हो ना. आपलं. हो, हो, तो छान दाखवतो. अगदी आणि ते मस्त वाटतं बघायला. एवढंच काय की मी माझ्या लहानपणीचा एक फोटो त्याला दिलेला होता आणि त्याला सांगितलं होतं की जरा हा छान करून दे. त्याने खरोखर छान करून दिला होता तो. असं इन्हान्स करून दिला होता. पिक्सल वगैरे छान करून दिली होती आणि तो जुना फोटो होता ना, तो असा खराब वगैरे असा झालेला होता, तर मग त्याने खूप छान करून दिला तो.
हां. हां. इन्हान्स करून दिलं नाही का म्हणजे अ, पिक्सल त्याचे त्याने आणखीन वाढवले. हं. अच्छा.
असं.
हां. आणि अ, लोकं सोशल मीडियावरून ट्राय करून अ, त्यांचा लूक हे करतात बघा, म्हणजे कॉपी करतात एखादी पोस्ट पाहून तर तुम्हाला काय वाटतं बरं, म्हणजे हे कितपत योग्य आहे कारण की म्हणतात ना व्यक्ती तितक्या प्रव अ, प्रवृत्ती, तर योग्य नाही वाटत का तुम्हाला हे?
हो, हो. येस, येस. हं. नाही. हां, तर व्यक्ती तितक्या प्रवृत्ती त्याचप्रमाणे हा त्याचा ज त्यांचाच प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करून काय त्याच्याने काही मिळणार नाही आपल्याला. आपण एन्जॉय करायचं. "वाह! छान दिसतंय" म्हणून एन्जॉय करायचं आपण.
हां. काही गरज नाही, नाही का? हं, त्यांच्या-त्यांच्या <laughs> ओके अ, म्हणजे अप्रिशिएट करायचं आणि अ
अप्रिशिएट करायचं. हो, हो.